खूप छान काम केलं. तर त्यावेळेला आपण मला वाटतं व्हॉईस नोट्स पाठवल्या पाहिजेत किंवा मग अ, आपल्याला टेक्स्ट पण कधी-कधी काही, काही लोकं असं असतं ना, की कोणीतरी बघू शकेल. प्रायव्हसीच पण एक असतं. त्यापेक्षा वॉईस जर आपण पाठवले लोक हेडफोन्स वगैरे वापरतात आजकाल, तर मग त्यांना ते त्यांनाच ऐकू येतं आणि आपलं काम होऊन जातं. तर अशा केसमध्ये आपण व्हॉईस नोट्स अ, वापरू शकतो.
बरोबर, हो ना. हं. नक्कीच. पण मग कधी असं झालंय का म्हणजे बघा ना, अ, की तुम्ही एखादी व्हॉईस नोट्स पाठवली आहे किंवा एखादं असतं ना, आपण कधी वाद होतो किंवा आपलं काही तर मग तीच व्हॉईस नोट्स त्यांनी फॉरवर्ड केली आणि "बघ हां तुझ्याबद्दल असा बोलत होता हा असा बोललाय" असं काही झालंय का कधी?
हं. हं, हं. हो, हो. हो, हो. <chuckles> हं. असं तरी झालं नाहीये, कारण झालं नाहीये याचं कारण हे नाहीये, की मी असं काही बोललो नाही आजपर्यंत कोणाला. कारण अ, सांगितलं ना, की अ, लोकं जेवढा वापर करतात तेवढा वापर मुळात माझा नसल्यामुळं ते झालं नसेल. पण होऊ शकतं म्हणजे तुम्ही सांगितलेलं.
बरं. हं, हं बरं. अच्छा, पण मग असं तुम्ही कधी कोणाचं ऐकलंय म्हणजे असं होतं बघा ना, असं होतं आजकाल म्हणजे व्हायचं असं, की "अरे बघ हां." हं, हं.
हां, मला एक अनुभव आहे. म्हणजे एकदा काय झालं होतं ना, की फार जुनी गोष्ट आहे त्यावेळेला WhatsApp वगैरे काय एवढं प्रचलित नव्हतं. 1 माझा मित्र होता आणि तो मित्र म्हणजे माझा एकदम जीवलग मित्र होता की ज्याच्यामुळं मला खूपच फायदा झाला. पण कसं असतं ना, जो जिवलग असतो तो आपल्या चुका पण तेवढंच बोलत असतो आणि मग दुसरा एक मित्र होता. तो एवढा लांबचा म्हणजे जवळचा नव्हता पण ठीक आहे ओळख वगैरे होती तर एकदा तो माझा जो मित्र होता जवळचा तर तो माझ्या मित्राजवळ हे दुसऱ्याबरोबर माझं काहीतरी सांगत होता काहीतरी चुकतंय असं तसं, आणि ह्या दुसऱ्याने काय केलं ना त्यावेळेला, त्यावेळेला म्हणजे 2010ला त्याची ही आदी वगैरे रेकॉर्ड केलं, की "ए अरे हा रवी बघ तुझ्याबरोबर असं बोलतोय तुझ्याबद्दल." पण मी त्यावेळेला मी काय केलं ना मी ते ऐकलं. मी म्हटलं जाऊद्या ते काय आहे म्हणजे मी ऐकलंच नाही पहिली गोष्ट ते, म्हटलं अरे लोक मागे बोलत असतात. असा कुठलाही व्यक्ती नाहीये की जो माग बोलत नाही तर काय एवढं म्हणजे मला कधी ते महत्त्वाचं वाटलं नाही कारण शेवटी माणसाचा स्वभाव असतो मागं बोलणं आणि तेवढं पण जर त्याला अधिकार जर नाही दिला तर मग अवघडच होऊन जाईल तर काही लक्ष देण्याची गरज नसते. समोर तुमच्याशी कसं वागतंय ह्याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं.
हं. हं. बरोबर, हो ना. हं. बरं. हं, हं, हं. बापरे! हा. हं, हं. हं, हं. बरं. हं, हं.